लग्न म्हटलं, की कसं ना, की असं म्हणतात की अ, लग्न म्हणजे 2 व्यक्तीचं मिलन नाही तर ते 2 परिवार, 2 कुटुंबाचं मिलन असतं. नाही का? तर अशा लग्नाच्या वेळेस आपल्या एकमेकांच्या म्हणजे खूप काही अपेक्षा असतात. तर मला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या वैयक्तिक इच्छांमध्ये कधी लग्नाच्या बाबतीत संघर्ष करावा लागला का?
हो. <sighs> संघर्ष असं नाही म्हणता येणार. पण अ, जेव्हा कुटुंबाच्या अपेक्षा आणि अ, आपल्या स्वतःच्या इच्छा असतात. तर यामध्ये जी तफावत असते. तर अशा वेळी मी काय करतो तर मी समोरच्यांचं किंवा माझ्या कुटुंबाचं ऐकून घेण्यावर जास्त भर देतो. कारण कुटुंबाची जी अपेक्षा असते ती काळजीतूनच येते. ते आपली काळजी करत असतात. असं नाहीये की ते बाहेरच्या व्यक्ती आहेत आणि त्यांना काही अ, विरोध मला करायचा आहे किंवा काही संघर्ष करायचा आहे. असं काही नसतं तर त्यासाठी मी शांतपणे ऐकून घेतो आणि त्यानंतर माझं मत मांडतो आणि जर आणि त्यामागे मी विचार करतो की अ, माझ्या इच्छेचं नेमकं कारण काय आहे? आणि ते जर मी त्यांना समजावू शकलो तर मी त्यामध्ये यशस्वी झालो. असं म्हणू शकतो. पण अ, जर हा तरीही हा जर संघर्ष संघर्ष टळ टाळणं शक्य नसतं. पण आपण एक अ, संवाद केला पाहिजे आपल्या कुटुंबाशी. कारण आपण म्हणतो ना की संवाद करावा अ, वाद करू नये. कारण संवाद करण्याने काय होतं की बऱ्याचशा अ, ज्या गैरसमज असतात तर त्या दूर होण्यास खूप मदत होते. आणि त्यांनाही माझ्या ज्या गरजा आहेत किंवा माझ्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत <breath> तर त्याही अ, समजण्या समजण्यास मदत होते. तर अ, लग्नाच्या बाबतीतही अशा बऱ्याचशा गोष्टी होतात की आपल्या कुटुंब कुटुंब आपल्याला किंवा आपली जी फॅमिली आहे <inhales> तर ते आपल्याला कधी-कधी अ, काही समाजामुळेही अ, खूप म्हणजे घाई करतात. त्यांनाही एक समाजाचं एक प्रेशर असतं आपण म्हणू शकतो. <inhales> तर अ, आपण त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. नाही असं नाही. पूर्णपणे टाळता येणार नाही. पण त्याबरोबरच आपल्या वैयक्तिक इच्छा आहे तर यांनाही आपण एक प्राधान्य दिलं पाहिजे. तर असं मला वाटतं, हो.
हां. हं, हं. अच्छा. हं. हो, हो, नक्कीच. हं, हं. अच्छा. हं, हं. हं, नक्कीच. हं. बरोबर. हं, हं. नक्कीच. हम्म. बरोबर प्रेशर म्हणून, हं. हं. हं. तर मला जाणून घ्यायला आवडेल, जसं की आता लग्नाचं, आता मुलाच्या लग्नाचा विषय ब अ, बद्दल विचारते मी. असतो ना तेव्हा घरच्यांचे जसं की कुठल्या पण परिवारात असो अ, की सुनेकडून किंवा तिच्या परिवाराबद्दल खूप काही अपेक्षा अस असते. जसं की आता जातसारखी असायला हवी किंवा मग अ, हं, आपली जेवढी प्रतिष्ठा आहे समजा, अ, मुलाच्या घरी शेतीवाडी असेल तर त्यांची अशी अपेक्षा राहते की आपल्या म्हणजे जे सुनेचे घरचे आहेत त्यांच्याकडे पण शेतीवाडी असायला हवी. किंवा असं बरंच काही अ, आणि सामाजिक प्रतिष्ठा आपण जर का खूप मोठ्या फ कुटुंबातून बिलोंग करत असो किंवा मोठ्या पदावर असो. तर पुढची पण बाजू तितकीच असायला हवी असं त्यांच्या अपेक्षा असते. तर मग अ, नेमकं अशा म्हणजे जर का बाबतीत अडचणी आल्या तर मग क काय पावलं उचलायला हवी असं वाटतं?
हो, हो. हो. हो. अगदी खरं आहे. पदावर, हो. हो. हो, तर अशावेळी मला असं वाटतं, की अ, आपण आधी स्वतःला विचारलं पाहिजे, की आपल्याला जी अ, भीती निर्माण होते आहे ती खरीच आहे स्वतःची? की ती एकच समाजाकडून किंवा एक कुटुंबाकडून आलेली आहे. आणि आपण तो निर्णय घेताना जास्त घाई केली नाही पाहिजे. तर त्या पहिले अ, त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे का नाही? किंवा त्या व्यक्तीबरोबर आपलं भविष्य आहे का नाही? आपल्याला आपल्या त्या व्यक्तीबरोबर भविष्य दिसतंय का? आणि लग्न झाल्यानंतर त्याचे पर परिणाम कसे होणार आहेत, तर याबद्दलसुद्धा आपण विचार केला गेला पाहिजे. तर अ, समाज काय म्हणेल? यापेक्षा आपण मला असं वाटतं, की आपल्याला त्या व्यक्तीबरोबर राहायचं आहे. त्या व्यक्तीबरोबर आपल्याला पूर्ण आपलं आयुष्य काढायचं आहे. तर तो निर्णय खूपच मोठा आणि खूप महत्त्वाचा आहे आणि तो दीर्घ काळासाठी खूपच अ, योग्य ठरेल असं मला वाटतं. तर अ, समाजाचाही अ, विचार केला पाहिजे अ, तर नाही असं नाही, कारण आपण एक समाजातच राहतो. पण जर लग्न हा विषय असेल, तर तो त्या दोन कुटुंबांचा प्रश्न आहे. त्यांना एकमेकांसोबत दीर्घकाळासाठी राहायचं आहे. अ, एक आयुष्य काढायचं आहे. खूप अ, नवीन-नवीन गोष्टी त्यांना करायच्या आहेत. तर त्यामुळे अ, तो एक अ, साधारणतः त्या कुटुंबाचा किंवा अ, तो 1-2 आपण म्हणतो जोडपे, त्या मुलाचा किंवा मुलीचा विचार जास्त प्रमाणात केला गेला पाहिजे. कारण जर छोट्या-छोट्या गोष्टी असतील अ, तर त्या ठिकाणी तडजोड केली तर ठीक आहे. पण जसं की हे लग्न आहे, एक खूप मोठी जबाबदारी असते मुलासाठी. आणि अ, मुलाला म्हणजे एक मुलीची किंवा त्या कुटुंबाची आणि स्वतःच्या आई-वडिलांची, कुटुंबाची आणि भविष्यातही मुलांची वगैरे, अशी बरीच मोठी तो जबाबदारी स्वीकारणार असतो. तर त्यामुळे त्याला एक वेळ दिला गेला पाहिजे. आणि त्याच्याही काही स्वतःच्या इच्छा असतील, तर त्याही त्याला पूर्ण कराव्याशा वाटत असतील. आणि त्या गोष्टीसाठी जर त्याला वेळ लागणार असेल, तर आपण त्याला वेळ दिला पाहिजे आणि त्याचेही जे मत आहेत ते विचारात घेतले पाहिजेत.
हं. हं. हं. हं. आली आहे. बरोबर. हं. हं. हां. बरोबर. अगदीच. हं. अगदीच. हं, हं. हं, हं. बरोबर. हं. हां. हं. हं. बरोबर. हं, नक्कीच. हं. हो. हं, हं. हं. अ, हो नक्कीच. खूप छान सांगितलं. आता बघा जसं, की आपल्याकडे विवाह जोडणी होते ना, तेव्हा म्हणजे खूप म्हणजे असे मधातन मध्यस्थी लोकं असतात किंवा मग कुटुंबातले लोकं, तर अशा वेळेला काय होत ना, जसं की आपल्याकडे अशी पद्धत आहे, की अ, लग्नासाठी मुलगा बघायला येतात मग अ, अ, ते मुलीला पसंत करतात. त्यानंतर मग त्यांचा एकमेकांचा निरोप पसंती, नापसंती एकमेकांना कळवून मग अ, अ, सल्लामसलत होतो. तर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे याबाबत काय बोलावंसं वाटेल?
हं. हो. हं, हं. हो. हो. कळवतात. तर मला असं वाटतं, की अ, मध्यस्थी हे एक म्हणजे आपण म्हणू शकतो, की नवीन प्रकार आला आहे, त्याच्यामध्ये जे आपण ऑनलाईन किंवा नवीन प्लॅटफॉर्म जे मध्यस्थीची जागा घेत आहेत. तर मध्यस्थी हा एक व्यक्ती किंवा एक प्लॅटफॉर्म नसून ते फक्त एक 2 व्यक्तींना किंवा 2 कुटुंबांना अ, मिळवून देण्याचं एक चांगलं माध्यम आहे. आणि पूर्वीच्या काळी जे मध्यस्थी होते, तर ते सकारात्मक गोष्टी बोलण्यावर जास्त भर द्यायचे आणि त्याबरोबरच काही असे असतीलही, की ज्या नकारात्मक गोष्टी, पण आपण त्या गोष्टी जास्त अ, जे विचार नाही केला गेला पाहिजे त्या गोष्टीचा. कारण जसं, की सकारात्मक गोष्टी आपल्या समाजात घडत असतात जास्त प्रमाणात. तर आपण अ, त्यात त्या दृष्टीनेच त्याचा विचार केला, केला पाहिजे. आणि मला असं वाटतं, की आता जे नवीन आलंय, की आपण एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध झालेत. तर ते खूप म्हणजे चांगल्या प्रकारे आहेत, कारण त्यामध्ये काय होतं, की आपण आपल्याला ज्या व्यक्तीसोबत राहायचं ज्या व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे ज्या व्यक्तीसोबत आपल्याला आयुष्य आपलं अ, घालवायचं आहे. तर त्याच्याशी आपल्याला डायरेक्ट बोलण्याचा किंवा डायरेक्ट भेटण्याचा किंवा आपले जे विचार आहेत किंवा आपली जी मतं आहेत ते मांडण्याचा आपल्याला एक अ, चांगली संधी मिळते. आणि त्याबरोबरच तिथे एक प्र कोणत्याही अ, व्यक्ती स्वरूपात अ, माणूस नसेल किंवा मध्यस्थी नसून तो एक फक्त माध्यम आहे. त्यामुळे काय होतं, की बरेचसे गैरसमज जे असतात ते कधी-कधी विनाकारण लोकं आपल्या आपल्याबद्दल समाजात पसर पसरवत अस असतात. तर अ, तेही कमी होण्यात अ, बऱ्याचशा प्रमाणात अ, मदत झाली आहे. तर मला असं वाटतं, की ही खूप एक चांगली गोष्ट झाली आहे, की अ, आजकाल बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत shadi.com वगैरे. तर अ, हो. मॅट्रिमोनियल वेबसाइट हो, बऱ्याच. तर अ, त्या खूप आपल्याला मदत करतात आणि खूप चांगली सुविधा अ, आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. तर हो ही खूप चांगली गोष्ट आहे.
हं, हं. हां. हं. हं. हां. माध्यम. हं. हं, हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हं. हं, हं. अच्छा. हं. संधी. हं. हं. हं, हं. बरोबर. हां. हं, हं. नक्कीच. मॅट्रिमोनि झालं. अ, बरं. आता जसं, की आपल्या तर मला परत तोच अ, विचारावा ला वा अ, आवडेल की लग्नाबाबत जसं की बघा आता जसं तुम्हाला मुलगी बघायची आहे ना, तर अ, लग्न तुम्हाला करायचं असतं पण आपल्या घरच्यांची एक अशी अपेक्षा असते, की मुलगी ही त्यांच्याप्रमाणे मिळायला हवी किंवा त्यांच्या पसंतीचीच करायला हवी, असा कुठे ना कुठे काही ठिकाणी का होईना आग्रह असतो. आणि अ, नेहमी अ, ना, की असं असतं की जिथे आग्रह असतो ना, तिथे नेमकं त्याच ठिकाणी त्यांचा मुलाला ऑलरेडी दुसरं कुणी आवडलेलं असतं किंवा पसंत केलेलं असतं नाही का. अशा वेळेला अशी बाजू जेव्हा येते, ती कशा प्रकारे हाताळता येईल?
हां. हो. हो. बरोबर. <chuckles> हं. होतं. बरोबर. तर अशा वेळेला मला असं वाटतं, की अ, जसं मी पहिलेही सांगितलं की लग्न ही गोष्ट काही म्हणजे छोटी गोष्ट नाहीये अन तिथं तडजोड अजिबात म्हणजे करणं योग्य वाटणारही नाही. अन त्यामुळेच तिथे आपल्याला आपली जी स्वतःची आवड आहे किंवा आपल्याल आपण कोणावर प्रेम करतो किंवा आपले जे स्वतःचे मूल्य आहेत, तर त्यांना पण जास्त तिथे प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. अ, अन जसं ही तुम्ही सांगितलं की जर त्यामुडं त्या मुलाला कोणती दुसरी मुलगी आवडत असेल किंवा त्याचं अ, त्याच्या तो जर त्या मुलीचा विचार करत असेल लग्नासाठी, तर नक्कीच अ, आपण त्या मुलालाही प्राधान्य दिलं गेलं पाहिजे की अ, त्याचा जो भ त्याचं जे भविष्य आहे आणि ते भविष्य जर तो त्या मुलीमध्ये बघत असेल अन तिच्यासोबतच आयुष्य जर त्याला घालवायचं असेल तर आपण त्याला अ, प्रा अ, मदत केली पाहिजे किंवा अ, त्याच्या विचाराशी सहमत झालं पाहिजे. आणि अ, समाजाचा जास्त विचार न करता किंवा कोणतीही तडजोड न करता त्याच्या आत्मसन्मान किंवा तो जे त्यांनी जे भविष्यातील जे काही प्लॅन्स आहेत, तर ज्या व्यक्तीसोबत त्याने अ, शेअर केले आहेत किंवा ज्या व्यक्तीसोबत त्यांनी जे ठरवलेलं आहे. तर त्याला तो अ, एक संधी दिली पाहिजे आणि अ, स्वतःला पूर्णपणे अ, म्हणजे त्या मुलाने स्वतःला पूर्णपणे आपण म्हणतो ना, की फॅमिली प्रेशरमुळे तो स्वतःला गमवू शकत नाही, गमावलं नाही पाहिजे त्याने स्वतःला किंवा अ, म्हणजे फॅमिली प्रेशरमुळे तो कधी-कधी काय होतं बळजबरीने कोणत्याही जे अ, मुलगी असेल किंवा काही कुटुंब असेल याच्याशी जो जोडलं जाणंही आपल्याला अ, उचित म्हणजे वाटणार नाही. तर अ, त्याच्या स्वतःच्या ज्या व्यक्तीच्या त्या इच्छा आहेत किंवा त्याच्या ज्या अपेक्षा आहेत लग्नाबद्दलच्या, तर त्या आपण त्याला सहमती दिली पाहिजे असं मला वाटतं.
हं. नक्की. हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हां. हं, हं. हं, हं. बरोबर. हं. बरोबर. हं, हं. हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. नक्कीच, म्हणजे आणि अ, जो उमेदवार आहे त्याला सुद्धा आपल्या म्हणजे पसंती किंवा ठामपणे सांगता आलं पाहिजे नाही का?
अगदी बरोबर. म्हणजे त्यालाही पटवून देल देता आलं पाहिजे की तो का त्या अ, व्यक्तीसोबत किंवा का त्या मुलीसोबत किंवा मुलासोबत काय अ, लग्न का करतोय? तर ते त्याना समाजाला किंवा कुटुंब प्रथमता कुटुंबाला स अ, समजावून देता आलं पाहिजे, जेणेकरून अ, ऑटोमॅटिकली बाकीच्या समाजालाही अ, त्याचं जे कारण आहे किंवा त्याचे जे विचार आहेत, तर ते समजण्यास खूप अ, मदत होईल असं मला वाटतं, हो.
हं. हां. हं, हं. खूप छान हां, हं. बरोबर, खूप छान! अ, म्हणजे आता बघा, आपल्याकडे ना लग्न, आता जसं तो मॅट्रिमोनी साइटबद्दल बोलला, तरच खूप छान या साइट आहेत म्हणता येईल. पण ना अशी पारंपरिक पद्धत आहे आपल्याकडे की आपल्याच नातेवाईकांमध्ये बघा आता मुलगा किंवा मुलगी लग्नाची असते तर ते स्थळ सुचवतात, नाही का? मग अशा वेळेला काय वाटतं, म्हणजे या साइट्सपेक्षा, म्हणजे आता जसं की आपले जे लग्नासाठी आपल्याला स्थळ सुचवणारे लोकं असतात, ते आपलेच कुणीतरी असतात, नाही का? ज्यांना आपली बरोबर माहिती आहे किंवा काळजी आहे. तर अ, हे जे मध्यस्थीपणा अ, ज्याला म्हणूया, ते एखादा व्यक्ती खूप चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो किंवा त्या मॅट्रिमोनी ॲप काय फरक आहे या दोघांमध्ये?
हो. बरोबर. अगदी बरोबर. तर आपण असं म्हणू, असं ठरवता येणार नाही, की अ, एक व्यक्ती पार पाडू शकते किंवा मॅट्रिमोनियल साइट्स. तर कधी-कधी काय होतं, की अ, ब समाजात बऱ्याचशा चांगल्याच व्यक्ती आहेत. त्यामुळे तर मी तर असं म्हणेल, की पारंपरिक अ, सुद्धा अपारंपरिक पद्धतीने लग्न जमवणेसुद्धा एक चांगला निर्णय असू शकतो. पण कधी ही शक्यता नाकारता येणार नाही, की कधी-कधी काय होतं, की तो मध्यस्थीच जर काही आपल्या स आपल्याबद्दल गैरसमज पसरवत असेल, तर त्यावेळेस तो निर्णय एक चुकीचा किंवा बरोबर ठरू शकणार नाही. असं मला वाटतं आणि त्याचबरोबर जर, जसं तुम्ही म्हणालात, की मॅट्रिमोनियल साइट्स. आहेत आपल्याकडे तर तेही त्यांची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत असतात, जिथे मुलाची मुलाची कुटुंबाची संपूर्ण माहिती दिलेली असते. पण त्याचबरोबर ही शक्य शक्यता नाकारता येत नाही, की ती माहिती खरीच असेल शंभर टक्के तर अ, तो ही आपल्याला एक त्याचं म्हणजे तेही एक नुकसान किंवा तेही अ, चुकीचं ठरू शकतं, जर त्याची माहिती जर 100% खरी नसेल, तर तिथेही एक समस्या येऊ शकते. तर पण आजकाल कसं झालं आहे ना, की अ, लोकं जास्त ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडे जास्त वळाले आहेत. कारण लोकांचा संपर्क एकमेकांशी जास्त राहिलेला नाही आहे, कारण कामामध्ये त्यांच्या अ, व्यस्त असल्यामुळे समाजाशी तेवढा संपर्क होत नाही. त्यामुळे त्यांना वेळ परत तिथे घालवणे अ, शक्य नसते. त्यामुळे ते कुठेही अगदी मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून अगदी सहजपणे ह्या ज्या मॅट्रिमोनियल साइट्स आहेत, त्या ते वापरू शकतात. आणि त्या त्यांना पाहिजे तसे त्यामध्ये सुद्धा फिल्टर असतात, तर तेही व्यवस्थितपणे वापरून अ, त्यांना जशी मुलगी पाहिजे किंवा जसा मुलगा पाहिजे, तर ते त्यानुसार शोधत असतात. तर अ, अशाप्रकारे आहे. हो.
हं, हं. हं. हा. हं. हं. हो. नक्की. हं. खोटी हां. हां. अगदी बरोबर आहे. हं. लक्षात घेणं, हा. अगदी बरोबर. अगदी. हं. हं. हं. हं. छान. तर मला शेवटी नक्कीच तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, की तुमच्या स्वतःच्या बाबतीत कुटुंबाच्या अपेक्षा आणि तुमच्या इच्छा यांचा मेळ झाला आहे का? किंवा यांचा संगम जुळून आला आहे का बऱ्यापैकी?
हो. आलेलं आहे. कारण मी त्यांना व्यवस्थितपणे माझं मत, हे व्यवस्थितपणे माझं मांडलं आहे. आणि त्यांनाही ते खूप अ, पटलेलं आहे. तर बऱ्यापैकी त्या अपेक्षा आणि माझ्या ज्या इच्छा आहेत, तर यांचा संगम झालेला आहे या. माझ्या बाबतीत. हो.
तर, खरंच खूप छान म्हणता येईल. तर लग्नाबाबतच्या कुटुंबाच्या अपेक्षा आणि व्यक्तीच्या इच्छा याबद्दल तुमचे जे विचार आणि अ, एकंदरीतचच सगळं सुस्पष्टपणे जे तुम्ही मांडलं, त्याबद्दल खूप-खूप आभार आणि आपले धन्यवाद. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं.
मलाही तुमच्याशी बोलून खूप-खूप छान वाटलं. आपण पुन्हा-पुन्हा भेटत राहू. धन्यवाद.
नक्कीच.